हो, असं खूप केसेस होतात तर आता बघा एखादा जर आपलं स्वतःचं घर असेल आणि त्याच्या शेजारी एखादा अ, मालक असेल आणि ना, त्याचे सारखं रेंटल असतात ना जे भाडेकरू, ते सारखे येतात आणि चावी दे, चावी दे, चावी दे म्हणतात आणि अ, आपण त्यांना दाखवतो की त्यांचा फ्लॅट असा दाखवून येतो की असा असा फ्लॅट आहे तुम्ही तुमच्या मालकाशी बोला आणि ते एवढ्या वेळी बेल वाजवताना दिवसातून 15-20 वेळा त्यांची बेल अ, वाजवतात आणि ते जाय जायचं आणि त्यांना फ्लॅट दाखवून यायचा. म्हणजे आपण फुकटची हमाली म्हणतो ना, ते आपण करत असतो. कारण की मालक तिथे राहत नसतो ना, तो दुसरीकडे कुठेतरी राहत असतो आणि जेव्हा आपल्याला सपोज आपल्या घरात एखादं फंक्शन असेल, कार्यक्रम असेल, तर आपल्याला त्या अ, जागेची गरज असेल की आमच्या घरात असं फंक्शन आहे आणि अ, आम्हाला जागा पुरत नाही तुमचा फ्लॅट थोडा वापरला तर चालेल का? 2-3 तासासाठी? आणि तेव्हा आपल्याला तो स्पष्ट नाही म्हणतो. तर असं वाटणार, अरे आपण उगाच त्याची मदत केली आहे. म्हणजे नाही का? उगाच आपण एवढं त्याच्या भाडेकरू दाख अ, भा भाडेकरूंना घर दाखवायला मदत केली. तेव्हा असा राग येतो ना. संताप होतो की चूक झाली आपली करून.
हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.
म्हणजे अशा पण गोष्टी घडत राहतात आपल्या ह्याच्यात. म्हणजे सा समोरच्याला आपली म्हणजे हेच व्हॅल्यूच नसते. तो आपली 0 करून टाकतो व्हॅल्यू 0.
नक्कीच, नक्कीच. हो, हो, नक्कीच. मग अशा वेळेस पुन्ह्यांदा मदत करण्याचा तुम्ही पुनर्विचार करता का हो?
नाही, मग त्यानंतर त्याची, "चावी घे आणि तू तुल गोंधळ घाल." मग काही म्हणजे घेण-देणंच नाहीये आम्हाला, असंच करावं लागतं. अरे, खूप वेळा झालं आहे. समोरचा म्हणजे आपला वापर करून घेतो तो.
हं, हं. नक्कीच. हो, बघा खूपदा असं होतं की आपण एखाद्याची चांगल्या मनाने, चांगल्या भावनेने, चांगल्या म्हणजे नाही काय सोयीने मदत सोयीने मदत करतो आणि
हो, मदत करतो आणि ते आपल्याला हां. आणि आजकाल काय झालं आहे, पैशांची मदत करणं पण खूप म्हणजे अ, हे टेन्शनचं काम आहे खूप. कारण की एखाद्याला आपण म्हणतो की एखादा म्हणतो, "अरे-अरे माझं असं झालंय. माझी नोकरी गेली आहे. मला जरा थोडी पैशांची हेल्प कर किंवा मला हे हे काम करायचं आहे." काही पण एक्स वाय झेड काम असून द्या आणि आपण पैसे दिले ना, तर 1 2 महिना आपल्याला पैसे देईल रिटर्न आणि नंतर त्याचा काहीच पत्ता नाही, आता नाही. नाही, आत्ता नाही माझ्याकडे असे म्हणून, म्हणून 2 वर्ष जातात तरी तो पैसा देत नाही आणि हां, ता म्हणजे आपल्याला अस तेव्हा असं वाटतं अरे आपण तो अ, आणि आपल्या वेळेत आपल्याला गरज असेल ना आणि आपण त्याला म्हणलं की, "अरे मला पण पैशाची गरज आहे. मला खूप लागतात आहे. मला स्कूलची फी भरायची आहे किंवा दवाखान्यात मम्मीच्या औषधं आणायला पाहिजे." मग त्यांच्याकडे असतो विषय, "बघ तुझं तू वगैरे." असं-तसं म्हणजे अशी कारणं लोकं देतात. मग तेव्हा पण आपल्याला असं वाटतं, की आपण मदत करून चुकलो तर नाही? किंवा करायची का नाही याच्यापुढे, अशा लोकांमुळं? असं पण होतं.
हो. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं, हं.